बरोबर.
की या-या दिवशी, या-या वेळेला, हे-हे फंक्शन आहे हां, आपण करतो आहोत साजरा. म्हणजे एखाद्या प्रमुख व्यक्तीचा वाढदिवस आपण साजरा करतो आहोत. तर अ, अशी-अशी वेळ आहे, हां तर तुमचा वेळ बाजूला काढून ठेवा. हे आपण इन्फॉर्म करण्याची तरी तसदी घेतो ना.
हो. हो, अगदी बरोबर.
आणि ते करावं असं मला वाटतं, की म मी जो मुद्दा अ अधोरेखित केला होता, की गृहीत धरलं जातं.
हो.
तर असं गृहीत नाही, धरलं जावं, असं मला वाटतं. तर माझ्या सोबत काय झालं होतं, की असंच अ, आमच्या घरात एक फंक्शन प्लॅन झालं होतं आमच्या फॅमिलीचं नाही, दुसऱ्या फॅमिलीचं आणि त्यासाठी माझ्या आईला इन्व्हाईट केलं गेलं.
मग ह्या वेळेस ना हो, हो. हं, हो. अग हो. बरोबर, हो. हं.
पण मला माहितीच नव्हतं घरात हे फंक्शन होणार आहे.
अरे बापरे!
ओके. आणि ज्या व्यक्तीने ते ऑर्गनाइज केलं होतं, त्या व्यक्तीला तर, मी जे काही फंक्शन्स ऑर्गनाइज केलेत त्याच्यासाठी रेड कार्पेट ट्रीटमेंटची अपेक्षा होती, प्रत्येक वेळेला. की अ
हां हां, म्हणजे मी तुम्हाला असं, तुम्हाला मी वागवलं आणि म्हणजे तुम्ही तर माझा विचारसुद्धा केला नाही, माझी काही अशी अपेक्षा नव्हती, की तुम्ही मला फुलं द्या आणि अन माझ्यासाठी मोतीचूरचे लाडू आणा, पण कमीत कमी मला कन्सीडर तर करा हो.
हां. हां. हां. ना हां. मला काही हां, एक्झॅक्टली. एका घरात आपण राहतो आहोत हां. एका घरात आपण राहतो आहोत, इतकं मोठं फंक्शन होतं आहे तुम्ही माझ्या आईला इन्फॉर्म केलंत, तिला आमंत्रण दिलंत, पण घरात जी माणसं राहत आहेत, त्यांना माहितीच नाही, की हे फंक्शन होतंय, घरात. आणि मला माझ्या आईकडून कळलं, की असं-असं फंक्शन ऑर्गनाइज केलं गेलं आहे.
अरे बापरे! हो.